अ, हे बघा, मी जसं आधी सांगितलं, काळानुसार तर आपल्याला बदलावंच लागेल. पण मी एक म्हणेल, जर अ, Netflix वगैरे सबस्क्रिप्शन तुमच्याकडे असेल, तर पूर्ण परिवारासह एक फॅमिली टाईम ठेवा. जेवणाच्या वेळेस किंवा असं स्वतःसाठी असं सेपरेट जाऊन रूममध्ये किंवा आपल्या आपल्या स्क्रीनवर पाहू नका. असा एक बॉन्डिंग पण अ, ठेवायला गरजेचं आहे, नाही का? आणि जर आजकाल कसं झालंय माहिती आहे का, टेक्नॉलॉजी इतकी एडवान्स झालीये आज अ, पॉसिबल नाहीये. समजा एकाच अ, रूममध्ये आधी आपण राहायचो लहानपणी जेव्हा असताना. पण मोठे सगळे झाले, समजा जॉबसाठी वगैरे बाहेर गेलेत, नाही का? वेगवेगळ्या सिटीमध्ये पण राहतात. तर अशावेळी आपण काय करू शकतो? स्क्रीन शेअरिंग जे आहे, ॲप्स वगैरे असतात. तर टायमिंगनुसार आपण आपण बघू शकतो, नाही का? म्हणजे त्यांना जे दिसतंय तेच आपल्याला पण दिसतंय. म्हणजे रिअल टाईममध्ये आपण चॅटिंग पण करू शकतो, बोलू पण शकतो. असं असं त्याचा भासायला लागतो, की आपण एकत्रच बसलेलो आहोत. तर मला वाटतं, की आपण हे पण करायला पाहिजे. म्हणजे एक बॉन्डिंग पण वाढते आणि बोलत-बोलत कसं आहे अ, टीव्हीचा किंवा कोणताही मूव्ही, सिनेमा म्हणा किंवा एखादी सीरीज म्हणा. त्याची पाहायची मज्जा कशी आहे माहिती आहे का? मित्रांसोबतच आहे म्हणजे एखादा सीन वगैरे आला, तर आपण म्हणतो ना, अरे, ते बघ ना, म्हणजे गप्पा वगैरे मारतो, नाही का? सीननुसार तर त्या पण अ, मला वाटतं, की ही आपण काळजी घेतली पाहिजे. एक बॉन्डिंग, या स्ट्रीमिंगसोबत नाहीशी होऊ नये. म्हणजे स्ट्रीमिंग आहे तर ठीक आहे. पण यामध्ये भावनिक जे कनेक्शन आहे ते कुठं नाहीसं नाही व्हायला पाहिजे, असं मला वाटतं.
बरोबर. हं, हं. हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हो, हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. बरोबर हं. बरोबर आणि बघा ना, बिंज बिंज वॉचिंग असतं, ऑन डिमांड असतं आणि असं काही अल्गोरिदम देखील आपल्याला कॉन्टेंट सुचवतात. तर अ, मग हे सोयीचं नक्कीच आहे. पण मग त्यामुळे आपण बोल जसं की तुम्ही मगाशी म्हणालात, की कुटुंबाचा संवाद कुठेसा नाहीसा होत चाललंय. पण या सगळ्या गोष्टींमुळे संयम माणसाचा कुठेतरी तुटतोय, असं वाटतं का?

बरोबर. आणि अ, तुम्ही स्वतः शेवटच्या टीव्हीवर काही लिव्ह पाहिलं होतं का? की सगळं तुम्ही पण आता म्हणजे ओन डिमांडच बघताय, असं काय सांगाल?
नाही मला खरं सांगायचं तर मी अ, लास्ट टाईम केव्हा टीव्ही पाहिली होती मला आठवत पण नाही, कारण, की माझ्याकडे आहे, टॅब आहे, तर त्या टॅबवरच मी बघतो. त्यावर माझ्याकडे सगळे सबस्क्रिप्शन आहे. Apple टीव्ही आहे, अ, Netflix आहे. म्हणजे माझा बिंझचाच टॅब आहे तो. आणि नोट्स वगैरे बनवण्यासाठी पण मी ते वापरतो. तर लास्ट टाईम मी केव्हा पाहिलं होतं मला आठवतही नाही. आणि खरं सांगायचं तर आमच्या घरी जो टीव्ही आहे ना, तो आधीच जो सी-आर-टी टीव्ही असायचा मोठाच आहे, डब्बूच्या डब्बू तोच आहे. म्हणजे आम्ही अपग्रेडच केला नाही कारण, की प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे हे आहे मोबाईल आणि कोणी लावतच नव्हतं, मग टीव्ही जो आम्ही घेतला होता तो पण आम्ही देऊन टाकला गावाकडे. आणि मोबाईलवरच आणि कोणी बघतच नाही ना. आणि मॅच वगैरे असेल तर Android त्याच्यावरच बघतात आणि बघायचं असलं तर टॅबलेट वगैरे आहे. आणि मॅच जर बघायचं सांगितलं तर प्रोजेक्टर आम्ही लावतो ना, एका डायरेक्ट स्क्रीनवर. आणि टीव्हीपेक्षाही मोठी पूर्ण भिंत भरून दिसतं. तर काय पाहिजे टीव्हीची गरजच मिटली आहे असं मी म्हणेल. आणि त्यामध्ये पण कसं आहे, असं नाही, की टीव्ही नाहीच, एडवान्स टीव्ही पण निघतात आजकाल नाही का? थिन एकदम अ, जर Samsung वगैरे तुम्ही कंपन्या ऐकल्या असतील, 4Kच्या कॉड एचडी अशा खूप साऱ्या महाग महाग, पण तेवढ्या महागड्या फक्त मनोरंजनासाठी अ, बजेटमध्ये नसल्यामुळे आम्ही घेत नाही ना असं आहे.
हं. हां. ओके. ओके. हं. ओके. हं. हं. ओके, ओके, हां, तुमच्याकडे. वाह! <chuckles> हं. मोबाईल बरोबर, त्याच्यावरच. हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हो. ओके. ओके. आणि असं काही आहे का, म्हणजे बघा ना, अ, क्रिएटर्सच्या बाजूने जर बघितलं, तर ओ-टी-टीमुळे मोकळेपणा वाढला, की स्पर्धा जास्त वाढ वाढली आहे? आणि मग ते फंडिंग आणि प्रेक्षकांचा दबाव पण असतो त्यांच्यामध्ये, तर मग त्यांनी कसं संतुलन साधायचं म्हणजे काय करायला वा पाहिजे यासाठी तुम्हाला वाटतं?
हं. हां, हां. ते ओ-टी-टी वाल्यांनी.
हं.
हं, हं. तर ह्यामध्ये काय आहे माहिती आहे का, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म तर आता ते आपण म्हणतो ना, रस्सीखेच करतात प्रेक्षकांची म्हणजे त्यांचे व्ह्यूअर्स असले तरच त्यांना पैसे भेटणार एडव्हर्टायझिंग वगैरे दाखवता. पण त्यातल्या त्यातही मी म्हणेल अ, आता जे मार्केट आहे ना, अ ऑनलाईन जवळपास 80 ते 90% Netflixचच आहे. बाकीच्या जे स्ट्रीमिंग आहेत Amazon Prime हे हॉटस्टार, ते स्ट्रीमिंग सर्व्हिसेस कशा आहेत, स्पोर्ट्सचा एखादा इव्हेंट, तेव्हा त्या जास्त चालतात नाही का? मग बाकी कसं टाईमपाससाठी अ, दुसऱ्या मग भरपूर आहेत झी 5 वगैरे, पण ते एवढ्या पॉप्युलर नाहीत. हा झी 5 Sony जे आहेत ते आपल्या अ, आई म्हणजे ज्या असतात, महिला वर्ग त्यामध्ये आहे फेमस म्हणजे असते ना ड्रामा वगैरे त्या टाइपमध्ये आहे फेमस. पण जनरली स्टँडर्ड स्ट्रीमिंग सर्व्हिसचा मी म्हणेल, स्ट्रीमिंग सर्व्हिसचा ट्रेंड जो सुरू झालाय ना Netflixमुळे सुरू झालाय आणि हाच त्यांचा हेतू असतो ना, जेवढं होईल तेवढं अ, आकर्षित करायचे प्रेक्षक हं, हं.
हं, हं. हो ना, बरोबर, बरोबर, हां. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. <chuckles> बरोबर, हो ना. बरोबर, हं. आणि आणि पालक आणि मुलांसाठी इतकं सगळं कंटेंट उपलब्ध असतं आपण बघतो, सगळ्या अ, चॅनल्सवर किंवा स्ट्रीमिंग्सवर. तर मग त्यांनी काय बघावं आणि काय टाळावं, आणि हे ठरवणं देखील कठीण होतं. मग त्याच्यावर काही टिप्स द्याल का तुम्ही?
हो, नक्कीच. हं.

बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे आज-काल बघा ना, स्ट्रीमिंगवर मराठी कंटेंट आहे, त्याला संधी मिळाल्यासारखं वाटतं का ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल?
हं. नाही. मला नाही वाटत की मिळते. म्हणजे आज-काल होते थोडं अ, अ, पॉप्युलर एक मी सिनेमा पाहिले होता स्ट्रीमिंगवरच अ, Amazon Primeवर एक अ, मराठी सिमेन सिनेमा मी पाहिला होता, तर घरत गणपती. घरत गणपती नावाचा मूव्ही आहे खूप छान मूव्ही आहे आणि खूप असा फॅमिलीसोबत अ, बघण्यासारखा मूव्ही आहे नाही का आणि आणि मी खरं सांगायचं म्हटलं ना, माझ्या अनुभवानुसार, मग खूप काळानंतर एवढा क्वालिटी सिनेमा पाहिलेला आहे आणि एकदम ते पाहताना एकदम आ आ काय म्हणतो इमोशनल होऊन अ, एक आनंदअश्रू म्हणा किंवा एक इमोशनल अ, अ, अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येत येत होते ते पाहताना असं मी म्हणेन. तर स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगचा आहे म्हणजे मराठी करतोय प्रोग्रेस ना, पण तेवढं करत नाही मला वाटत त्याने आणखीन थोडा भर दिला पाहिजे. आज-काल कसं आहे ते टाईमपासच्या मूव्ही जे असतात ना, त्या काहीतरी जोक मारताय पानचट, काहीतरी बनवायचं म्हणून एखाद्या स्टोरीवर ते काही कामाचे नाही. अ, घरत गणपती मी खरंच तुम्हाला सांगेल तुम्ही नक्की पहा आणि हा सिनेमा ना, इतका भावनिक आहे आणि पूर्ण त्यांची बॉन्डिंग बॉन्डिंग वगैरे दाखवलेली आहे त्यामध्ये नाही का आणि त्याचं महत्त्व पण असं दाखवलेलं आहे, की गणपतीच्या निमित्ताने ते कसे एकत्र येतात दूर-दूर गावावरून आणि असं डिटेलमध्ये नाही जाणार मी सांगायचं असेल तर. तर असा असा त्याचा एक कन्सेप्ट आहे की बॉन्डिंग अ, खूप महत्वाची आहे नाही का सण वार किंवा कोणताही जसा आपण सध्या बोलतोय की टीव्ही, टीव्ही पण हा एक काय म्हणता एक प्रसंगच आहे अ, भावना एक दुसऱ्यांशी शेअर करण्याचा असं मी म्हणेल. आणि स्ट्रीमिंग सर्व्हिसमुळे असं वाया म्हणजे वाईट काही असं होत नाहीये. अ, पण आपण एवढीच काळजी घेतली पाहिजे की एकत्र बघा ना, तुम्ही, जसं आदी बघत होतात तसं बघा. वेगवेगळ्या स्क्रीनवर थोडा अव्हॉइड करा म्हणजे क्रिकेट मॅच वगैरे असेल, तर एकत्र बसून बघा नाही का आणि जसं जशी तुमची आवड असेल, तसं एकत्र बसून बघा, मग त्यामुळे ही थोडी बॉन्डिंग आपली वाढते.
हं. हं. ओके. कोणता पाहिला? हो, हां. बरोबर, बरोबर. हं, बरोबर खूप छान होता. हं. हो, हो, बरोबर आहे. हं. हो, नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर, ओके. हं. <chuckles> बरोबर. <chuckles> हं, हं. हो. हो, नाही. खरंच खूप छान. हं. हो, त्यातली हं. बरोबर. ओके, हो. बरं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर, हां.

मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे भविष्यात अ, पारंपरिक टीव्हीचं स्थान काय राहील, केबल अजून टिकेल का? की सगळंच म्हणजे जे आहे ते स्ट्रीमिंगकडे वळणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
अ, पारंपारिक. अ, भविष्यात म्हणेल मी आत अ, अ, खरं सांगायचं तर आत्ताच म्हणेल, की टीव्ही हा भूतकाळाच झालाय आता नाही का? म्हणजे आहे तर ज्यांनी आधी घेतले त्यांच्याकडे आहे. पण आज-काल काय Androidचे मोठ मोठे मोबाईल टॅब्स निघाले आहेत. किंवा अ, प्रोजेक्टर जे आपण म्हणतो. आज-काल तर टीव्ही घेतच नाही कोणी, मोठमोठ्या स्क्रीन लहान मुलं वगैरे घरी असेल एक बॉल चेंडू मारला फेकून की गेलं, गेले एक लाख रुपये नाही का? म्हणजे 4K टीव्ही महाग असतात. मग आणि आज-काल प्रोजेक्टर 10,000 पासून भेटताहेत नाही का? 5,000 पासून म्हणजे जशी क्वालिटी 4K पाहिजे तुम्हाला HD पाहिजे. मग प्रोजेक्टरचं बटन दाबलं, की टीव्ही स्क्रीनवर दिसते, पडद्यावर नाही का, जसं आपण सिनेमामध्ये बघतो ना तसं. मी म्हणेल तर भूतकाळच टीव्ही झालाय पण ज्यांनी आधी घेतलं त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे ना. मग ते ठेवतात. आणि आजकाल तुम्ही बघा कोणी तुम्हाला दिसत नाही, की केबल घेऊन टीव्हीवर बघताय. दिसले तरी मग ते थोडं म्हणजे खेड्या-पाड्यातले असतील पण ते पण आता मॉडर्न होत चालले कारण की सॅटेलाईट अ, सिनेमा वगैरे म्हणजे डिश टीव्ही जे म्हणतो आपण टाटा स्काय अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस आलेल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये पण इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आल्या येतात म्हणजे त्यामध्येच तुम्हाला टीव्हीवरच Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, झी फा झी फाइव्ह, सोनी लिव्ह असे खूप सारे म्हणजे हे दिसतात अ, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतात.
हं. बरोबर. हं. हं. हं, बरोबर. <chuckles> बरोबर. हो. हं, हं. बरोबर, हो. तसंच. हो. <chuckles> हो. हो. हं, हं, हं. हं. हं. हो. बरोबर.